नक्कीच, नक्कीच. बरोबर. खूप छान सांगितलत तुम्ही ह्या गोष्टी. पण मग हे जेव्हा अपयश येतं, तेव्हा आपली एक मानसिक जी बाजू असते ती देखील थोडीफार ढासळली असते. तर या, तर या मानसिक बाजूला आपण कशाप्रकारे सावरू शकतो? किंवा असं काही करू शकतो ज्या जेणेकरून आपली जी मानसिक बाजू आहे ती शांत राहील आणि जे वाईट मनात जे विचार येतात तर त्यांना देखील म्हणजे हटवलं जाईल काही प्रमाणात? किंवा मग ते येणारच नाही. तर असं काही छोट्या टिप्स आहेत की मग
हो. हो, निश्चित. हो, हो. हो. खूप-खूप छान आणि उत्तम प्रश्न विचारला तुम्ही. ॲक्चुअली ह्याच्यासाठी बरेचसे टूल्स आजच्या घडीला उपलब्ध आहेत आणि
बरोबर. हं. नक्कीच कारण अपयश कोणाला सहन होत नाही आजकाल. असं झालेलं आहे. हो.
हो, हो, हो, हो, हो. याच्यामध्ये काय आहे ना, की पहिल्यांदा तर आपण स्वतःला माफ केलं पाहिजे. बघा आपण माणूस आहोत, तर आपल्याकडून चुका होणार आहेत आणि आपण स्वतःचं जे आहे ते माफ केलं पाहिजे. कारण आपल्याकडनं चूक झाली, तर ती झाली ह्याच्यात हा प्रॉब्लेम नाहीये. पण तुम्ही जर स्वतःला जर माफच नाही केला तर वरती येऊ शकणार नाहीये. तर मी माझ्या वैयक्तिक ज्या गोष्टी वापरल्या ह्याच्यामध्ये मग मेडिटेशन असेल किंवा मग मी माझं अं, जे आहे ते श्वासोश्वासावर काम करणे असेल. शिवाय याच्याशिवाय मला आणखीन 1-2 टेक्नीक मिळाल्या जसं की एक ई-एफ-टी म्हणून आहे इमोशनल फ्रीडम टेक्निक, तर ती मी वापरली. किंवा एक Ho'oponopono म्हणून आहे. तर असे भरपूर गोष्टी हो, हो. तर अशा गोष्टी मी वापरल्यामुळं माझ्या मनाला शांतता मिळाली एक अ, जे आध्यात्मिक म नाही म्हणू शकत हे आपण, पण एक अशे गुरु मला मिळाले की ज्यांना मी अ, ज्यांच्याकडून मी ह्या काही गोष्टी मानसिक स्वास्थ्यासाठी शिकलोय आणि मग त्याच्यामुळे अ, निश्चितच फायदा झाला.
हं. बरोबर. हं. बरोबर. नक्कीच. हं. अरे वाह! अरे वाह! खूप छान! अरे वाह! बरं. हो, हो. ती खूप महत्वाची आहे. हं. अरे वाह!